अ, मग मी कसं आहे की अ, त्यांना बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, बाकी दुसरीकडे कुठे अ‍ॅडमिशन केली नाही. तेवढ्यासाठी मग मी ते सगळं होल्डवर ठेवलं. पण मी खूप प्रयत्न करूनही आणि त्यांचं म्हणणं होतं, की अन् अ, म्हणजे, "तू कुठे कोणाजवळ तरी राहा" असं, "तरच जा, कारण हे हॉस्टेलमध्ये राहणं," म्हणजे त्यांची काही मतं तशी होती, "काही चांगलं नसतं, कसं असणार, काय असणार. तिथलं जेवण नको, तुझ्या तब्येतीला तुला सवय नाहीये ह्या सगळ्या गोष्टींची आणि ते तुझ्याकडून होणार नाही," कारण अ, थोडं घरचं असं जरा आरामात असलं किंवा ती मला कधीच तशी सवयही नव्हती. अ, त्यांचं म्हणणं त्या मानाने बरोबर पण होतं आणि मग माझ्या वडिलांचं म्हणणं होतं, "बघ कुठूनही शिकलं तरी तुझ्यातलं स्किल आहे, जर ते चांगलं असेल, तर तुला भविष्यात तसं मिळेलच." तर ते अ, म्हणजे नाहीच झालं. त्यांनी अ, म्हणजे ते नाहीच अ, त्याच्यावर तयार झाले करायला. मग मी पण असं म्हटलं की अ, दुसरं कुठूनही जाऊदे इथून करण्यापेक्षा मग मी अ, त्याच्यापेक्षा माझं क्षेत्रच बदलते. नकोच ते. जे इथे चांगलं असेल तेच करते. अ, मग मी तो विषय सोडून दिला आणि मग मी ते अ, केलं नाही.
हं. बरोबर. हं. बरोबर. अच्छा. हं. बापरे! म्हणजे तुम्हाला आय-टी आवडायचं, कंम्प्युटर आवडायचं, ते सोडून तुम्ही दुसरी गोष्ट केलात, कारण घरचे सोडत नव्हते. तुम्हाला त्या क्षण असं वाटलं का की थोडं भांडावं घरच्यांजवळ, त्यांना खूप समजवावं. म्हणजे असं काही तुम्ही केलं का?
हो, हो. अ, अ, भांडण <chuckles> भांडण म्हणजे असं मला र राग आला, मग मी असं बरंच बोलत नव्हती, मग जेवायचं टाळत होती, म्हणजे जेणेकरून असं त्यांना अ, म्हणजे कळावं किंवा हां, पण म्हणजे अ, खरं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खरंच तसा मूड माझा खराबच झाला होता. तर ते नॅचरली होत पण होतं की मला असं बोलायचीच इच्छा होत नव्हती, जेवणाची नाही, मग मला कंटाळा येत होता. दुसरे अ, आपण म्हणतो ना की अ, एक वेळ असते की जेव्हा आपल्याला अ‍ॅडमिशन करावी लागते म्हणजे अ, तो एक असतो आपल्याला डेडलाईन असते हां, तर मग अ, त्या ह्याच्यात पण मला खूप हे होत होतं. मग मी दुसरीकडे पण नाही केली. मग अ, मला मम्मी बोलली की "तू बघ, नाही तर मग इथलं पण जाईल." असं, तसं "उगच वर्ष वाया जाईल." म्हटलं, "जाऊदे, गेलं तर गेलं. मला नाही करायचंय." तर अ, अशा बऱ्याच अ, गोष्टी झाल्या. पण अ, ते कसं आहे थोडं स्ट्रिक्ट असतं. बाकीच्या गोष्टींमध्ये असं ते काही हे करत नाही, पण मग अ, अ, ह्या बाबतीत माझ्या वडिलांनी नाहीच म्हटलं त्यावेळेस की नाही तर अ, <chuckles>
म्हणजे त्यांना वाटेल हां. हं. बरोबर. हं, बरोबर. त्यांचा टाईम असतो ठरलेला. हो, हो. हां. हं. <chuckles> आता बघा उम्म, नाही. आता हे झालं ते झालं, पण तुम्हाला काय वाटतं की ते चांगलं झालं का? कारण तुमचं असं झालं की पॅशन सोडून घरच्यांचं ऐकावं लागलं असं बोलायला हरकत नाही. आणि कुटुंबाच्या एका सल्ल्यामुळे निर्णय खूप मोठ्या प्रमाणात बदलला आणि त्या तुमच्या नोकरीवरती, तुमची मनस्थिती असेल किंवा अ, तुमची जी नाती असतील, मित्रांसोबतची वगैरे, मित्र-मैत्रिणींसोबतची, त्याच्यावर खूप मोठा परिणाम झाला का? आणि तो चांगला होता का वाईट होता?
हं. हां, हां. हो, हो. हां, हां.